तसं जर म्हणायचं हां. तसं जर म्हणायचं झालं तर अ, अ, मी हा उपाय सांगेल, की तुम्ही म्हणजे आपण ठीक आहे, आपण नवीन डायरेक्टली नाही बोलू शकत. तर तुम्ही डायरेक्टली बोला, की अ, "मी यामध्ये नाही ठेऊ शकत, तर म्हणून मला माझे माझं वेगळं कपाट घेऊन द्या." किंवा "मग घेतलंय आहे, तर मी त्याच्यात ठेवते. मला हे असं एकत्र नाही आवडत किंवा मी आधी पण तसं एकत्र नव्हते ठेवत. आता मला ते ठेवायचं चांगलं नाही वाटत. मला तेवढ्या गोष्टीत का होईना मला प्रायव्हसी पाहिजे." तर असं मी अ, उपाय सांगेल, की तुम्ही असं डायरेक्टली बोला. म्हणजे जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही ना, तोपर्यंत तुमची प्रायव्हसी तुम्हाला भेटणार नाही, असं मला वाटतंय. आणि आपण प्रत्येक अ, गोष्टी प्रत्येक ठिकाणी अ, टाईमोटाईम का होईना बोललंच पाहिजे. म्हणजे आपला टाईम, आपली प्रायव्हसी अ, आपल्याला बरोबर भेटते.
बरोबर. हं. बरोबर. हं, हं. बरं, बरोबर. हं, हं. नक्कीच. हं.